हां, हां, हां. तर बघा ना, म्हणजे अ, सण, पूजा, जेवण, हे जे काही आहे ना, हे सगळं प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग आहेत, असं मला वाटतं.
हां. हां. हो. हां. अस वाह! खरंच, खूप सुंदर. हं. हं.
हो. म्हणजे बघा ना, की सण-समारंभ जेव्हा असतात, पूजा असते, तर मस्त एकत्र सगळे जेवणं करतात. त्यामध्ये पण एक गोडवा निर्माण होतो, प्रेम निर्माण होतं. त्यानंतर आशीर्वाद घेणं, आपण जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं, ते पण एक झालं. पण सण-समारंभ काही असलं, की पहिले आपण मोठ्यांचे, देवांचे आशीर्वाद घेतो. त्यानंतर अ, त्यांची मतं काय आहेत, ते विचारणं. म्हणजे यातून ना, प्रेम आपोआप पो होतं, असं मला वाटतं.
हां. हो. हो ना. हो. हं. हो. छानच! बरोबर. हो, हो, हो. अरे वाह, हां. हां, सुंदरच. हे तर खूपच छानच तुम्ही सांगितलं, बरं का. म्हणजे त्यांना अ, त्यांचंही मत विचारात घेणं. आणि ते खरंच खूपच अ, सुंदर, तुम्ही ही युक्ती सांगितली आणि शेवटी मोठी माणसं कशी ना, अ, संवादासाठीच ते आपली वाट बघत असतात किंवा कोणीतरी हवं ना बोलणार. असं तुमच्या घरात कुणी ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे का, ज्यांचं आणि तुमचं अ, खूपच प्रेमाचं नातं आहे आणि ते एवढं छानच विस्तारलं गेलंय, असं कोणतं नातं आहे का तुमच्या घरात, तुमच्या बरोबर? हां.
हो. बरोबर. हो. अ, हो तसं जर म्हणायचं झालं तर आई-वडिलांचं नातं असतं.
हो अगदीच, हं.
हो. म्हणजे एक म्हणायचं झालं ना, तर अ, एक आई-वडिलांचं जे नातं असतं ना, तर ते नेहमी असं घट्ट टिकून राहतं. त्यामध्ये कितीही वाद होऊ द्या, कितीही तंटा येऊ द्या, कितीही भांडणं होऊ द्या, पण ते नातं एक प्रेमानी भरलेलं असतं, कधीही. म्हणजे ते नातं न तुटण्यासारखं आहे, असं मला वाटतं.
हं. हं. हो, हो. हो ना, हो ना. आता अ, म्हणजे हे तर तुम्ही खरंच खूप सांगितलं. आत्ताची पिढी आहे ना, म्हणजे सरसकट अ, "आय लव्ह यू" असं म्हणून मोकळी होते. पण अ, पूर्वीच्या काळी ना, असे शब्द थोडेसे किंवा जुन्या पिढीला हे बोलायला सुद्धा अजूनही अ, शरमल्यासारखं वाटतं किंवा एक प्रकारची लाज वाटते. पण अ, मग ह्याला आपण कसं बदलू शकतो? किंवा याच्या याच्यासाठी काय पर्यायी शब्द तुम्ही वापरता किंवा कृती वापरता, जेणेकरून अ, "माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे, बरं का गं!" असं म्हणू शकतो आपण? असं काही तुम्ही कृती सुचवाल का, प्लीज?
हो. बरोबर. हां. बरोबर. अ, हो. हो, नक्कीच. म्हणजे बघा, म्हणजे एखाद्याचं, एखाद्याला ज्याला आपण आवडतोय किंवा आपल्याला एखादी व्यक्ती आवडती आहे, तर तुम्ही त्याला डायरेक्टली समोर जाऊन बोला, की "हां, की माझ्या मनात तुझ्याबद्दल अशा भावना आहेत." आणि मला ह्या गोष्टी अ, म्हणजे पहिले सांगायला एकतर अ, म्हणजे आपण म्हणतो ना, झिग-झिग करतो आपण गोष्टी सांगायला, काही कधी-कधी, तर अ, मी एक अ, काय म्हणता येईल, की अ, एक धैर्य अ, ठेवलंय मनामध्ये, की "नाही, मी बोलणारच." आणि मग म्हणायचं, की "हां, ठीक आहे बाबा, माझ्या भावना आहेत तुझ्याबद्दल काही." किंवा मग अ, "मला तू आवडतोस किंवा आवडतेस," आपण हेही म्हणू शकतो. आणि अ, "माझं तुझ्यावर प्रेम आहे." हेही म्हणू शकतो. म्हणजे या गोष्टीतून कसलं एक, आपला अ, साधा संवाद दिसतो, आदरपूर्वक भावना दिसते आणि मेन म्हणजे हे जर दिसलं ना, तर अ, ते ऑटोमॅटिकली समोरच्यावर त्याचा इफेक्ट पडतो, फरक पडत असतो.
हां. हो. हां. वाह! छानच, हां. हो. हो, हो. हो ना, हो ना. हं. हं. अच्छा. हं. हां, हां. हो ना. हो. हां. अगदीच. हो ना. हां.